बरोबर.
हां. या अनुभवामध्ये टिकणं म्हणजे ध्यान असते. आणि हे आपल्याला या अनुभव टिकण्यासाठी अ, आपल्याला श्वासामार्फत जावं लागते, म्हणजे श्वास येतय जातंय याच्याकडे बघत जावं लागत. हां. आणि अ, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, अ, ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले मला तरी वाटते, की एक कोर्स केला पाहिजे, म्हणजे विपश्यनाचा मी जसं 10 दिवसाचा निःशुल्क कोर्स आहे तो, तो केला
अच्छा. हां, हां, हां, हां. हो का, म्हणजे ऑनलाईन अ, केला का तुम्ही तो?
नाही. तिथे जाऊन अ, करावं लागते. त्याची काही फीस नसते. तो अ, गव्हर्नमेंटकडून अप्रूव्हल आहे त्याला. आणि तो त्याची फीस वगैरे ते काही घेत नाही तिथे. तो डोनेशन बेसवर चालते. हां, तर तो कोर्स जर का केला ना, त्यामध्ये व्यवस्थितरित्या अ, आपल्याला शिकवता, की ध्यान कसं करावं? त्यानंतर त्यासोबत आहार जो असतो, तो कसा घ्यावा? काही योगासनं आहेत का त्याच्यासोबत? करायची आवश्यक असतात का? आणि शरीराचं आणि मनाचं हे दोन्ही एका लयमध्ये त्याला कसं आणावं ध्यानामार्फत? हे सर्व काही जे आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला शिकवल्या जाते. आणि तेच जे शिकवलेलं आहे, ते पण आपल्याला घरी पण कसं करायचं आहे, ते पण सांगतात. त्याच्यात काही-काही ते अ, महाराज जे असतात त्या सांगतात आपल्याला सगळ्या गोष्टी. आपण समजून घ्यायचा. काही प्रश्न असे तिथे विचारले जातात. आणि व्यवस्थितरित्या आपल्याला ते ध्यान मग समजायला येते आणि मग त्याची आपण प्रॅक्टिस अ, रेग्युलर तिथे घरी करू शकतो असं वाटतंय.
हां, हां, हां. अच्छा. हो, हो, हो. हां, हां, हां. हो. हां, हां, हां. बरोबर. हो. बरोबर. बरोबर. मला एक सांगा, पण म्हणजे अ, ध्यान जसं म्हटलं पण मला एक सांगा, की ध्यानमध्ये नेमकी म्हणजे काय-काय असतं बरं? की आपण जसं शांत जसं म्हणतो श्वासोश्वास घेणं ते झालं. अजून काही असतात का दुसरं व्यायाम वगैरे?
हां. हां, हां. ध्यानामध्ये काय असते ना, की एकतर श्वासाकडे लक्ष देणं आणि जाणं. दुसरे असतात गाईडेड मेडिटेशन्स. म्हणजे ते आपल्याला गाईड करतात, की श्वासाकडे लक्ष द्या. शरीराकडे लक्ष द्या, इकडे-तिकडे. त्यानंतर प्राणायाम पण असतात. इन्स्टंट तुमची ऊर्जा कमी झाली ती वाढवण्यासाठी. योगा असतात. योगा केल्यानंतर ध्यान पण खूप छान ध्यान होते बरं का. मी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या आपल्याला अ, शिकाव्या लागतात. स्वतःच्या मनाहून करून जमत नाही. हां. <chuckles>
हां, हां, हां, हां. अच्छा. हो, हो, हो. हो, हो. हो. म्हणजे जवळपास एक ह्या गोष्टी केल्यावर आपण म्हणतो ना, एक एकाच गोष्टीवर ध्यान केंद्रित होणं. हां, म्हणजे असं सगळं दिसून येतं. बरोबर, बरोबर.
हां. बरोबर. हां, ते ध्यानाचे बेनिफिट आहे सगळं, की ध्यान लागणं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. हां.
हो. हां, हां. ध्यान लागावं एकाच ठिकाणी म्हणून. बरोबर. खूपच छान. हो. <chuckles> तर एकंदरीत मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्ही जे हे सांगितलं ध्यानाची माहिती वगैरे, त्याचे उपाय म्हणजे तेही सांगितले. आणि ते कसं आपल्या शरीरावरती एक परिणामकारक ठरतं तेही खूप छान सांगितलं. मला खरंच आवडलं तुमच्याशी बोलून. अजूनही मला तुमच्याशी बोलायला खूप आवडेल. तुमचे खरंच मनापासून आभार आणि खरंच खूप धन्यवाद.
बरोबर. <chuckles> हां, हां. हां, हां. हं, हं, हं. नक्कीच.